आम्ही पाहतो की प्रत्येक मनुष्याला जिज्ञासा असते.
हो, हो.
आणि ती जिज्ञासा, प्रत्येकाला वाटतं की कायम असावी किंवा जागरूक असावी.
हं, खरंय.
कारण की जिज्ञासेवाचून मनुष्य जगू नाही शकत, मला असं वाटतं. प्रत्येक गोष्टीमधली जिज्ञासा त्याला बुद्धीला आणि त्याच्या शरीराला चालना देत असते. तर तुमचं काय मत आहे, जिज्ञासा कायम कशी ठेव ठेवायची असल्यास, ती काय, काय-काय गोष्टी कराव्यात आपण जिज्ञासा जागरूक ठेवण्यासाठी?
हं. हां. अ माझं पण एकमत आहे तुमच्याशी. जिज्ञासा ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
हो. हो.
आणि अ, मी विरोधी अ, उदाहरणांनी सुरुवात करतो. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे क्युरिओसिटी किल्ड द कॅट. ती एकच म्हण अशी आहे. <chuckles> की क्युरिओसिटी किल्ड द कॅट म्हणजे तिला जिज्ञासा असते, काहीतरी शोधून काढायचं. मांजर बघा अ, ख खटपटी करत असतं काहीतरी शोधत असतं. <chuckles> काहीतरी करत असतं. पण ही जरा <chuckles> चुकीची म्हण आहे. की ज्याला जिज्ञासाच नाही ना, तो जिवंत असून पण त्याला काही ते अ, अ, काही मजाच नाही जीवनाची. म्हणजे चुकण्यात, बरोबर होण्यात, जिद्दीने काहीतरी प्रयत्न करण्यात, नवीन माहिती घेण्यात, खोलवर जाण्यात, ह्याच्यातच जीवनाचा आनंद आहे. तर अ, अ, हां म्हणजे आता असे आता प्राणी जन्मतात, त्यांना पिल्लं होतात, ती वृद्ध होतात आणि ते मरतात. माणूस म्हणून काहीतरी वेगळं असायला पाहिजे ना? तर माणसालकडे <chuckles> ...आपल्याकडे एक बुद्धी आहे, आपल्याकडे एक अ, निरीक्षण शक्ती आहे आणि आपण लक्षात ठेऊ शकतो, आपण भाषा वापरू शकतो.
हं, हं. क्युरे हो. अगदी बरोबर बोललात. हो <chuckles> हो. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हो. बरोबर. <chuckles> हो. खूप छान. अरे वाह! अरे वाह! खूपच सुंदर.
तर जिज्ञासा आपल्याला, अ, अ, आता एक दुसरी म्हण मला आवडते ती सांग
हं, हं.
"शोध ही गरजाची अ, जननी आहे," असं म्हणजे अ, शोध कधी लागतो? तर कोणाचंतरी अडतं, कोणालातरी प्रश्न पडतो की, अरे रे, आता ह्याचा काहीतरी प्रश्न सोडवायला पाहिजे.
हो. हं, हं, हं.
तर अ, पूर्वी आता Uber आणि अ, Ola वगैरे नव्हतं. तर तुम्हाला माहिती आहे का अ, याची ग गोष्ट? छोटीशी गोष्ट आहे. एक अ, खूप चांगलं शिक्षण झालेलं, मला वाटतं आयआयटीअन असा कोणीतरी होता. एकजण तो बेंगलोरहून म्हैसूरला जात होता आणि मध्ये जंगल लागतं. तर तो टॅक्सी त्यांनी केली होती, कुठलीतरी प्रायव्हेट. तर तो म्हणाला, "नाही, मला एवढे पैसे मान्य नाहीत, मला तेवढेच पैसे द्या." हा पण हट्टाला पेटला, म्हणाला, "नाही, मला पाहिजे ते इथेच सोड, पण मी तुला जास्त पैसे देणार नाही."
हं, हं. हो. हो. अच्छा! हो, हो. हं, हं. हं, हं. अच्छा!
आणि मग त्या जंगलाच्या तिथे तो उतरला, रात्रभर राहिला मग अ, सकाळी गेला. तो म्हणाला हे काही बरोबर नाही. हे माणसांची अडवणूक करतात. हां.
अरे वाह! तिथे थांबला तो. आणि पैसे दिल्याशिवाय सोडत नाही.
हां, म्हणजे ठरलेले 2000 असताना काय, त्यांनी 3000 मागितले असतील. मग त्यांनी काय केलं? की त्यांनी विचार केला, असं सॉफ्टवेअर केलं तर काय होईल? मग जे रिकामे ड्रायव्हर आहेत ते, आणि जे ज्यांना गाडी पाहिजे ते, त्यांची सांगड घालू. आणि त्याच्यातनं मग ती ओला कंपनीची क कल्पना आपल्या इथे सुरू झाली.
अच्छा, अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. खूप सुंदर. हो.
तो फाउंडर आहे.
हो, हो. ओलाचा.
तर हा प्रश्न माझ्यासाठी सोडवता येईल, थोडफार काही का? आणि दुसऱ्यांसाठी पण सोडवता येईल का? हां, ही जिज्ञासाच आहे, हां.
आणि मग माझा 1 प्रश्न उपस्थित होतो, हो. तर मी तोच प्रश्नाकडे वळणार होतो, तर तुमच्या मनात जिज्ञासा कधीपासून आली, आणि कोणत्या अनुभवात ती पेटली? त्याच्याबद्दल थोडीफार सांगू शकता अनुभव, किंवा एखादी गोष्ट तुमच्या जीवनातली?
हं, हं. <chuckles> अ, हो, सांगतो. अ, अ, 2 गोष्टी सांगतो, 1ली गोष्ट सांगतो ती, अ, अ, अनरिलेटेड आहे. म्हणजे अ, व्यावसायिक त्याचा उपयोग नाही अशी आहे. आणि 2री आहे, त्याचा मला व्यावसायिक उपयोग कुठे झाला. तर 1ली गोष्ट म्हणजे आम्ही एकदा अ, एका ठिकाणी ट्रेकला गेलो होतो. किल्ल्यावर
हं, हं. हं, हं. हो. हं, हं. अच्छा. हं, हं.
आणि तिथे, अ, ल ट्रेक करून आम्ही खाली उतरलो, आणि मग एसटी यायला वेळ होता.
हं.
तर समोर 1 मेंढपाळ होता.
अच्छा.
तर एसटी यायला 2-3 तास वेळ होता. सगळे आम्ही बसून होतो. तर मी तिथे गेलो. त्या मेंढपाळाला विचारलं, "त्या मेंढ्यांना पिल्लं कधी होतात? किती पिल्लं होतात? मग ती काही मरतात का? मग तुम्ही ती विकता का? मग लोकर कधी काढता?" वगैरे. तर <chuckles> माझा एक मित्र होता. तो मला म्हणाला, तू कधी मेंढ्याचा व्यवसाय करणार आहेस का? काय पडलंय तुला? कशाला तू उगाच विचार
हं. हं, हं. हं, हं. हां, हां.
मी म्हटलं तसं नाही. त्या माणसाचा एक जीवनाचा अनुभव आहे. त्याच्यातनं तो कसं बोलतो, तो जे सांगतो आणि कधी-कधी ना छोट्या-छोट्या गोष्टीतून खूप सुंदर शिकायला मिळतं.
बरोबर. हं, हं.
तर तो मेंढपाळ असो दोघांनाही शरीर आहे की नाही? दोघंही माणसं आहोत ना, भावना आहेत की नाही? ही गोष्ट तर कॉमन आहे आणि कधी-कधी ना एखाद्या पी-एच-डी माणसाकडनं शिकता येणार नाही असं सर्वसामान्य माणसाकडनं आपल्याला शिकायला मिळतं.
हो. हं, हं. अरे वा!
माझा विश्वास आहे आपल्याला, खूप अ, अ, कोण्याही वेगवेगळ्या व्यक्तींकडून शिकायला मिळतं आणि पण त्याच्यासाठी
आणि आपण शिकलचं पाहिजे.
आपण शिकलं पाहिजे. त्यांनी आपलं जीवन जास्त छान होतं, एक.
हो. अगदी बरोबर.
दुसरी गोष्ट, शिकायचं म्हणजे काय तर कसे पैसे मिळवायचे वगैरे असं. <chuckles> अ, फॉर्म्युला असं नाही.
<chuckles> अच्छा. आज व्यवसाय बनलेला आहे.
तर कधी-कधी हां. कधी-कधी कसं होतं समोरच्याचं दुःख त्याच्या जीवनातल्या अडचणी, त्या बघून आपल्या लक्षात येतं अरे
हो.
मग त्या मानाने माझं जीवन सुखकर आहे? त्या मानाने माझ्या अडचणी कमी आहेत. पण तरी देखील तो त त्या परिस्थितीत ही किती आनंदी आहे बघा. मग हे आनंदी आहे त्या स्थितीत आनंदी राहायला सुद्धा, अ, एखादा असा मेंढपाळ मला शिकवून गेला. हं, तर अ, अ, तसं आणि हां, इथं मला मित्र जो म्हणाला तेही महत्वाचं आहे. मला मित्र म्हणाला तू कधी मेंढपाळाबरोबर जाणार नाहीस आणि काही नाही. आणि तू अ, अ, तो व्यवसाय करणार नाही शहरात राहतोस
हं, हं. अगदी. हं, हं. <chuckles> <chuckles> हां.
तुला शेळी आणि मेंढीतला फरक तरी कळतो का रे? <chuckles> आणि मग मला म्हणाला तो डास असतो की नाही? रक्त पिपासू म्हणजे असा अ, मच्छर असा बसतो आणि ते रक्त ओढून घेतो. तसा तू ज्ञान पिपासू माणूस आहेस. <chuckles> कोणाही कडनं असं ज्ञान <chuckles> मी त्याला म्हंटलं, "तू स्तुती करतोयेस का अपमान?" तो म्हणाला, "मी पुण्याचा आहे, तू समजून घे काय ते." <laughs>
<laughs> हं, हं, अच्छा. हं. हं. हं, हं. अरे वाह! <chuckles> <laughs> अरे वाह! खूपच सुंदर. हां. तर दैनंदिन आयुष्यात अ, ती जपण्यासाठी जिज्ञासा जपण्यासाठी तुम्ही कोण-कोणत्या छोटी सवयी लावल्यात बरं तुम्हा स्वतःला? किंवा एखादं उदाहरण सांगता येईल का? काय रूटीन वगैरे बनवल्यात. ही आमची जिज्ञाशी वृत्ती जागरूकच राहावी नेहमी?
हं, हं. हां. येस. हो. अ, नाही. जिज्ञासा ही प्रवृत्तीची गोष्ट आहे असं मला वाटतं. पण ती वाढण्यासाठी मला प्रेरणा कुठून मिळाली ते मी सांगू शकतो.
अच्छा. सांगा ना?
अ, आमचे एक शेजारी होते. ते अ, रिसर्च सायंटिस्ट होते आणि हां आणि अ, डॉक्टर साहेब म्हणायचो आम्ही त्यांना. तर डॉक्टर साहेबांचं सतत काहीतरी नवीन विचार, नवीन शिकणं, नवीन गोष्टी आणि ते कसे म्हणायचे हे शेअर मार्केटमध्ये बघा म्हणजे होते ते केमिस्ट्रीचे बरं का. पण बुद्धी इतकी डेव्हलप झालेली, की अ, ते 87 वर्षाची त्यांच्या मिसेस अ, काकू 80 वर्षाच्या आणि दोघे सकाळी बसून अ, आज मार्केट कुठं जाईल? काय जाईल? वगैरे आणि पैसे वगैरे भरपूर होते हा. म्हणजे पैशांसाठी नाही. वेळ चांगला जायला पाहिजे, बुद्धी कशात तरी चांगली असायला पाहिजे आणि मी त्यांना सांगितलं, "असं ॲनिमेशन असतं." "अरे मला ते सॉफ्टवेअर आणून दे मी ते शिकतो." 87व्या वर्षी माणूस नवीन सॉफ्टवेअर शिकायला तयार आहे. <chuckles> तर तर ह्यांच्याकडनं मी शिकलो, की कायम शिकत राहावं.
हं, हं. अरे वाह! हं. हं, हं. <chuckles> अच्छा! हं, हं. हं. अरे वाह! <laughs> पहा कौसुख. हं, हं. शिकत राहावं. खूप छान आणि तुम्ही हं, हं.
हां. आणि दुसरी गोष्ट हां, मी बघितली अ, की एक आमचे शिक्षक अ, लेक्चर घेत होते आणि त्यांनी म आम्हाला प्रश्न विचारला. ते म्हणाले की, "एक माणसाने पहिली पीएचडी 20व्या वर्षी केली आणि दुसरी पीएचडी 30व्या वर्षी केली.
हं, हं.
तर तो आयुष्यात सगळ्यात जास्त केव्हा त्यांनी अभ्यास केला?
बरोबर.
एकाने उत्तर दिलं 30व्या वर्षी, कोणी म्हणालं 20व्या वर्षी, कोणी म्हणालं नाही, नाही, 16व्या वर्षी कारण पी-एच-डी करण्याइतका तो हुशार झाला ना, तर 16व्या वर्षी, तसं त्यांनी सगळी उत्तर ऐकून दिली आणि म्हणाली सगळी उत्तर चुकीची आहेत.
हं, हं. हं, हं.
त्या माणसाने किंवा कुठल्याही माणसाने सगळ्यात जास्त अभ्यास, हा वयाच्या 2ऱ्या वर्षी केलेला असतो.
अरे वाह! वयाच्या दुसऱ्या.
मी म्हंटलं, हां म्हटलं कसं काय?
कसं बरं? हां, हां तो मलाही प्रश्न पडला. <chuckles>
तर ते म्हणाले तर त्यांनी सांगितलं, की 2 वर्षाचा असताना आपल्याला 5-10 शब्द येत असतात. दीड ते 2 अडीच आणि आपण शून्यातनं एक भाषा शिकतो. जग शिकतो. आपण एवढा अभ्यास पी-एच-डी होत-होतच नाही.
हं. हं, हं. बरोबर. बरोबर. हो. अरे बापरे! खूप मोठी गोष्ट बोललेत ते.
न, नंतर नंतर तुम्ही समजा 1-2 भाषा येत असताल आणि तुम्ही आता लॅटिन आणि जर्मन शिकलात किंवा जॅपनीज आणि चाइन्स शिकलात तरी जग शिकणे.
हं, हं.
आणि एक भाषा शिकणं. ह्याच्यात भाषा शिकणं छोटच काम.
बरोबर.
त्यामुळं आपण सगळ्यात जास्त आपली जिज्ञासा कशी कुठं असते, हे कळल्यावरती ना माझं मुलगा मोठा होत होता तेव्हा मी खूप त्याला ऑब्झर्व्ह करायचो आणि तो कसा शिकतोय ते बघायचं. आणि खरंच आहे शास्त्रज्ञांनी लिहिलेलंच आहे. सगळ्यात जास्त क्रिएटिव्हिटी आणि सगळ्यात जास्त अभ्यास आणि जिज्ञासा ही 4 वर्षापर्यंत असते.
अगदी. हं, हं. हं, हं. हं, हं.
खूप जास्त असत्या आपल्या. तर
खूप छान. अच्छा! म्हणजे आपण ऑब्झर्वेशन पावर किंवा शिकण्याची वृत्ती आपल्याला 4 वर्षापर्यंतची असतात.
हो आणि तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही छोटी मुलं बघा. अगदी लहान बाळं असतात ना काहीही दिलत ना, तर ते तोंडात घालतात.
हो. बरोबर. त्या जिज्ञासाच्या पोटी.
का माहिती आहे का? हां, मला वाटायचं त्यांना चव बघायचीय. तर नाही. त्यांना अजून हातानी, डोळ्यांनी, वासांनी एवढ्या गोष्टी इतक्या कळत नसतात.
हं, हं. मग? चव ह्यानी कळतात.
त्यांना सगळ्या, सगळ्या पद्धतीने त्यांना समजून घ्यायचं असतं.
हं, हं.
किंवा आपण म्हणतो ना, ते पाळण्यात बाळ असतं ते छोटंसं बाळ हात पाय फिरवतं. ते अंदाज घेत असतं स्पेसचा आणि हाताची हालचाल कशी करायची शिकत असतं.
बरोबर.
तर <chuckles> आणि लहान मुलं बघा अशी ती त्यांची डोळे असतात ना, त्याची अ, ते हे पण नाहीत करत, आपण किती मिनिटाला 15-20 वेळा अ, पापण्या लवतो.
हं. खूप सुंदर. हं, हं. हो, हो. हं. पण ते नाही लावत. ते झ झपकत नाही त्याच्या हो, हो पाहणं खूप सुंदर, खूप सुंदर. तर तुम्ही तुम्ही खूप छान बोलताय, तर मला हे सांगा ना, कधी-कधी आमचा उत्साह जिज्ञासामध्ये कमी होऊन जातो. कधी कमी अ, आम्ही म्हणतो की आम्ही आमचं वय झालंय. कधी-कधी आम्ही म्हणतो खूपच झाला आता आम्ही थकलोय. आता आम्ही खूप जग पाहिलंय
हां. हां, कारण जिज्ञासा. हां. हं. हां. हं.
आणि त्याबद्दल त्यावेळेस आमची जिज्ञासा कशी आम्ही परत आणावी किंवा कायम ठेवावी किंवा आम्ही रिफिल परत कसं व्हावं, यासाठी काही गोष्टी सांगणार तुम्ही?
माझा विचार सांगतो. अ, <chuckles> माझा विचार असा आहे, की अ, माणूस हात-पाय अ, अ, अधू झाल्याने किंवा म्हणजे अशक्त झाल्याने किंवा केस पांढरे झाल्याने किंवा वय 80 झाल्याने किंवा 70 झाल्याने म्हातारा होत नाही.
सांगा. हं, हं. हं, हं. हं. हं, हं. बरोबर.
तो म्हातारा होतो जेव्हा तो नवीन शिकणं थांबवतो.
अरे वाह!
अ, किंवा ज्याची जेव्हा त्याची
म्हणजे तो म्हातारा म्हातारा होतो, ज्यावेळेस तो नवीन शिकणं थांबवतो.
म म मग 30 वर्षाचा ही माणूस म्हातारा असू शकतो.
बरोबर, बरोबर. म्हणजे <chuckles>
आणि स 80 वर्षाचा ही स तरुण असू शकतो. <chuckles>
<chuckles> अगदी बरोबर बोललात.
म्हणजे जिज्ञाच आहे ना, ओळखून घेणं, शिकून घेणं, नवीनबद्दल, अ, दुसरी एक व्याख्या आहे की अ आणि हे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे तर कसं करायचं? तुम्हाला म्हातारं व्हायचंय का? व्हायचं नसेल तर जिज्ञासा चालू ठेवा. <chuckles> शिकणं चालू ठेवा. जो माणूस पूर्वीच्या गोष्टींबद्दल जास्त बोलतो आणि नवीन आणि पुढ उद्या होणाऱ्या गोष्टींबद्दल बोलत नाही.
हं, हं. हं, हं. हं, हं. <chuckles> नाही. बरोबर, बरोबर. हो, हो.
तो पण म्हातारा असल्यासारखाच आहे कारण त्याची जिज्ञासा गंभीर झालेली असते.
<chuckles> बरोबर. तर तुम्ही हां, सांगा?
तर अ अ, आपल्या अ, अ, जीवनाला अ, फ फक्त धडधाकट असणं नाही मानसिकरित्या पण धडधाकट असायला पाहिजे आणि उत्साही असलं पाहिजे आणि नवीन काहीतरी शिकण्याचं असायला पाहिजे तर अ
हं. हं, हं. हं, हं. हं. अगदी बरोबर बोलला.
हां, मी आता एका व्यक्तीचं उदाहरण सांगतो. एकदा, अ, हां.
हो, थोडक्यात हां. हं, हं.
एक अ, अ, खूप मोठे विद्वान होते. अ, तर त्यांच्याकडे संस्कृतचे मोठे विद्वान होते. त्यांच्याकडे माझ्या ओळखीचे एकजण गेले.
हो. हं, हं. हं, हं.
त्यांचं वय 95 होतं बरं का आणि ते त्यांच्याकडे गेले. आणि म्हणाले, "मग आता सध्या काय विचार आहे?" तर म्हणाले, "पुढच्या 15 वर्षात मला हा माझा 35 वा ग्रंथ पूर्ण करायचा आहे. <laughs> म्हणजे 95 व्या वर्षी त्यांचे पुढचे प्लॅन होते 110 पर्यंत. <chuckles> आणि मला काहीतरी नवीन सापडलंय, त्याच्यावरती माझा विचार चाललाय. फार मजा येते आता ते नवीन. मजा येणे, शिकणे, काहीतरी करत राहणे, जिज्ञासा असणे. किती छान ऊर्जा मिळते ना त्यातनं.
बरोबर. हं, हं. अरे वाह! <laughs> खूप छान, खूप छान! हं, हं. हो, हो. किती छान आहे. खूप सुंदर आणि तुम्ही खूप छान सांगितलं. की नेमकं जिज्ञासा कशी आमची जागरूक ठेवता येते, ह्या सर्व गोष्टीतून. आणि खूप मनाला लागणाऱ्या गोष्टी तुम्ही बोललात, की आम्ही तरुण कसे राहू शकतो. आणि तरुणपणातही कशी म्हातारे होऊ शकतो? है ना? <chuckles> तर जिज्ञासा विषयाविषयी तुमच्याकडून ऐकून खूप अगदी आनंद झाला, तुमचा अगदी मनापासून हां बोला. हं, हं.
हं, हं. हं. <chuckles> बरोबरं. हं, हं. हं. हे एक छोटा, छोटा भाग सांगतो. डायरी लिहिणे, चित्र काढणे, अ, अशा काही गोष्टीतनं आपली जिज्ञासा थोडीशी वाढू शकते. तोही उपाय करून बघावा हं.
हं. हो, हो. अगदी. हो, हो. नक्की मी ते करेन. आणि तुमच्या या अमूल्य सल्ल्याबद्दल आणि जिज्ञासाबद्दल मी तुमच्या खरंच शतशः आभारी. आणि तुमचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. खूप छान बोललात तुम्ही. हो.
थँक यू. ओके.